<chuckles> अच्छा, मग? <chuckles>
हो, डायरेक्ट. हो, मला अजूनही आठवलं ना, तर हसू येतं. पाण्याची धार आणि त्यानंतर मी वरतून पाणी पितोय आणि खालून काढतोय वरतून पाणी <laughs>
<chuckles> हो. <laughs> अरे, <laughs> तर अशामध्ये अ, तुम्ही काय केलंत? कसं स्वतःला सावरलं? म्हणजे डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतलात की घरचेच उपाय करून तुम्ही भागवलं?
हो. <laughs> नाही, सुरुवातीला बघा ते काय आहे ना, काहीच लक्षात नाही. आलं होतंय काय नेमकं नाही का. असं वाटलं, की काहीतरी झालं असेल आणि त्याच दिवशी माहिती आहे ना मी जसं बोललो तुम्हाला, की सकाळी समोसा, दुपारी वडापाव आणि रात्री काहीतरी दाबेली, पाणीपुरी. तर त्यादिवशी मी ते सगळं म्हणजे नाही का, एक ऑर्डर केलं होतं आणि ते पण खाल्लं होतं. नेमकं कळत नव्हतं, हे झालं कशामुळं? म्हणजे झालं कशाचा परिणाम आहे हा नाही का. वडापावचा आहे, समोसाचा आहे का ते ह्याचं आहे बट नंतर काय
हं, हं, हं, हं. हं. हं, हं. हं. हं. हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. म्हणजे खूप सारे फूड्स तुम्ही स्ट्रीट फूड वगैरे खाल्ले, तर नेमकं कशामुळे झाले हे तुम्हाला कळायला नाही. फिशमुळे झालं हं, हं, हं.
हो, कळालंच नाही. तर वाटलं, की कोणत्यातरी एखाद्या पदार्थातून हे झालं असेल, बट अ, मी जे बोललो नाही का, मी म्हणजे असं नाही का अ, डेली म्हणजे फास्ट फूड इटर होतो. तर मला वाटलं, अ, मला म्हणजे हे तर माहिती होतं या 3 ठिकाणाहून तर हे झालेलं नाही आहे, हे झालं ॲक्चुअली ते कॅनच्या फूडमध्ये. तर डॉक्टरांनी माझी हिस्ट्री वगैरे घेतली. मग त्यामध्ये त्यांना असं जाणवलं, की मी जेव्हा बोललो, की त्यांना "मी फिश खाल्ली." तर सुरुवातीला त्यांना वाटलं की मी ती जी आपली अ, काय म्हणतात ते
हां. हं, बरोबर. हं, हं, हं. हं. रेग्युलर मार्केटमध्ये भेटते ओपन ती फ्रेशवाली.
हां, तीवाली खाल्ली वगैरे नाही का, बट माझी लक्षणं आहे ना ॲक्चुअली त्या बोट लिनन लिनम टॉक्सिन जो आहे, त्याच्याशी मिळती-जुळती होती हुबेहूब. जसं की तुम्हाला सांगतो, जी मी बोललो नाही का, पाण्याची धार लागली होती खालून, <chuckles> तो विषय आहे. त्यानंतर अ, ते बंद झालं. ओके, मला त्यांनी सलाईन वगैरे लावल्या, काहीतरी अँटी मोटिलिटी एजंट दिले. जे काय करतात आपले जे आतडे आहे, त्याची जी ही आहे ती थांबवतात.
हं, हं. हं, हं. अच्छा. <laughs> हां. <chuckles> हं, हं. हं, हं. हं, हं, हं.
म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे
अच्छा.
हां. आणि त्यातून पाणी शोषण्याची जी ताकद आहे, ती वाढवतात. जेणेकरून काय होईल, जे डिहायड्रेशन होतंय, जे पाणी शरीराबाहेर निघत आहे, ते कुठेतरी थांबवता येतं.
हं, हं, हं. हां, हां. म्हणजे ते कंट्रोलमध्ये येईल थोडं. हं.
कंट्रोलमध्ये येईल. हां, बट ते तर त्यांनी कंट्रोलमध्ये केलं. बघ, मला उलट्या सुरू झाल्या.
अरे बापरे! मग काय झालं नंतर?
हो, ते म्हणजे पाणी खालून निघायचं ते आता वरून निघू लागलं.
<laughs> अरे, बापरे! <laughs> ओके. मग काय झालं नंतर? <chuckles>
<laughs> <laughs> मग <chuckles> झालं काय? त्यांनी माझ्या अ, रक्ताच्या चाचण्या करायचं ठरवलं. आणि त्यानंतर
<chuckles> ओके, हां.
त्यानंतर ते अ, त्यांनी माझं सॉरी, ब्लड ब्लड वगैरे काढलं आणि त्यानंतर ते मला पाठवलं लॅबला. आणि नंतर काय झालं माहिती आहे, जेव्हापासून उलट्या सुरू झाल्या ना, तेव्हापासून मला तापही भरू लागला आणि तो ताप एवढा होता ना बघा 38 डिग्री सेल्सिअस. म्हणजे नॉर्मल आपलं बॉडी टेम्परेचर हे 36.5 ते 37.5 मध्ये गिणल्या जातं, बट माझं तेव्हा कंटिन्यूअस टेम्परेचर आहे ना हे होतं कमीत कमी बघा 38 च्या वर गेलं होतं.
हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर.